नाही, नाही ते नका खाऊ म्हण म्हणाले, थोडं पिठलं वगैरे हळू-हळू घ्या, पण थोडं घ्या, म्हणजे एकदम. पचायला जड असतं ना, ते थोडंसं म्हणजे हां.
हां, तेच. हं. अच्छा. हं, हं, हं. मग त्या काळात तो कम्फर्ट फूड जरा असा बाजूला ठेवला होता.
बाजूला ठेवला गेला. हां. पण नंत हो, हो. भात होतात आणि मग अ, हळू-हळू महिनाभर त्यांनी थोडा हलका आहार घ्यायला सांगितला आणि भात-वरण किंवा भात-दूध, भात, दूध पण नकोच म्हणाले, तूप-भात खावा, थोडासा थोडा ली हां, दूध पण पचायला जड असतं ना ते, तरी काही-काही सांगतात की त्यांनी पण ॲसिडिटी होते वगैरे म्हणून दुधाने. दुधाचे पदार्थ जड खाऊ नका, पेढे वगैरे असते काही खव्याचे. हां.
हां, पण भात तरी होताच तुमचा अ, हां. हं, हं. हं, हं. अच्छा, दूध नको बोलले. अच्छा-अच्छा, हां. ओके. अच्छा, पेढे नाही खायचे, बाहेरचं वगैरे तर नाहीच बोलले असतील, हां.
हो, बाहेरचं जरा बंद करा म्हटले वर्षभर, खाऊच नका म्हणजे काही पिझ्झा आणि समथिंग काही तुमच्या पार्ट्या असतात ना, तर थोड्याशा बंद करा आणि त्याच्याऐवजी घरचं सात्विक अ, आईच्या हातचं बनवलेलं, आजीच्या हातचं बनवलेलं खावा असा त्यांनी सल्ला दिला. मला थोडक्यात.
हं, हं. हो, हो. हं. हं. आपलं घरचं क्लिनलीनेस वगैरे पण असतं म्हणजे साफ-सफाई असते, बाहेरच्यांचं ते पण एक प्रॉब्लेम आहेच आणि तेच सोडून हं.
हो. आहेच आणि कसं म्हणजे दिव्या पाठीमागे अंधार ना, म्हणजे किती जरी हॉटेल क्लीन असलं तरी आत काय चालत असतं, ते आपण नाही सांगू. शकत. हां, मग ते रिस्क घेऊ नका कारण हो.
बरोबर, बरोबर. आपल्या आईने आईने प्रेमाने आणि काळजीपोटी जे बनवलेला कम्फर्ट फूड आहे, ते नक्कीच आपल्याला औषधापेक्षाही जास्त लवकर बरं करू शकतं.
हो. नक्कीच, नक्कीच. हो.
हं, हं. मग अ, ह्य ह्याच्यामध्ये तुम्हाला अ, म्हणजे अ, फळं वगैरे जे आहेत त्याच्याबद्दल काही ज्यूस वगैरे?
हां.
काही ॲडिशन द्यायला सांगितलं होतं.
हो, हो. नक्कीच सांगितलं होतं फळ म्हणजे डाळिंब खावा म्हणून सांगितलं होतं मला डाळिंबाचा ज्यूस किंवा डाळिंब आणि अ, हे मोरावळा खावा म्हणून सांगितलं होतं आणि केळ्यानं पण काही काहींना पित्तं होतं त्यामुळे केळं नका खाऊ म्हणाले.
हं, हं. हं, हं.

हो, नक्कीच. तर माझ्या आजी बनवायची ही खिचडी फार पूर्वीपासून, हां, आणि तिचं रात्रीचं जेवण ठरलेलं असायचं, कढी-खिचडी म्हणजे 1 दिवसाआड तरी असायचं, कढी, खिचडी, पापड. आणि मी ज्यावेळी आजीला भेटते ना, मग ती म्हणते, "भेटायला येणार आहेस, मग काय करू?" "कढी-खिचडी कर आज्जी," असं सांगते. लहान म्हणजे माझं जेवण असतं, म्हणजे केळवणासाठीसुद्धा ना मग त्यांनी म्हणजे कढी-खिचडीच केली होती, म्हणजे इतकं आवडतं. हो, हो. मी म्हणजे खास असं सांगायचे, की मला असं काही नॉन व्हेज किंवा जड किंवा मसालेदार असं अन्न अजिबात नकोय मला. मला क हो.
अच्छा. हं. <laughs> अच्छा. त्यासाठी पण. हो. जनरली ते खातात ना, सगळे जणं म्हणजे अ हं, हं, हं.
हो. तर मी कम्फर्टसाठी माझ्या म्हणायचे, की कढी-खिचडी करा. आणि दुसरा पण 1 ऑप्शन असायचा म्हणजे पिठलं-भाकरी. पिठलं-भाकरी पण मला अप्रतिम आवडतं. म्हणजे महाराष्ट्रीयन डिश आहे, साधंसुधं आहे, तुम्हाला म्हणजे तुमच्या पोटाला बाधत नाही. आणि तुम्ही ते असं त्याच्यात पोट पण भरतं आणि असं कसं रिलॅक्स फील करता, म्हणजे नंतरची जी होणारी असते ना जडपणा म्हणा, च मळमळ किंवा काय जे असतं ना, म्हणजे पोटात अ, फार गेलं की गरम-गरम होतं बघा असं स्पायसी वगैरे काही खाल्लं, मसालेदार खाल्लं. तर तसं मला त्याच्याबाबतीत अजिबात होत नाही, अगदी घरगुती टच असलेलं आईच्या हातचं, आजीच्या हातचं जेवण असं म्हणू शकतो. हं.
हो, हो. अच्छा. हं, हं, हं. आजीच्या हातचं. एकदम प्रेमाने बनवलेलं नेहमी छानच असतं आणि त्यात ते पौष्टिक म्हणल्यावर विचारायलाच नको. <chuckles> अच्छा.
असं. हो. हो. हो, मग नक्की काय झालं म्हणजे माझी आठवण सांगते तुम्हाला माझी. तर मी अ, मॅटर्निटी म्हणजे झाली होती माझी नुकतीच आणि त्यावेळी डॉक्टर म्हणायचे, की म्हणजे पौष्टिक-पौष्टिक खायला द्यायचं त्यांना, गरम-गरम. असं हां, तर मला म्हणजे माझी आई अंडं अंड्याची पोळी म्हणा, उकडलेलं अंडं म्हणा, पालेभाज्या असं बरंच द्यायची मग अ, हो. तर डॉक्टरांनी खास सांगितलं होतं, की तिला दाल-खिचडी पण देत जावा कारण त्यात प्रोटीन्स असतात. आणि भरपूर तूप घालून द्या तिला, म्हणजे तिला पण चांगलं पडेल पोटाला वगैरे, तूप घातल्यामुळे वगैरे. तर असं परमिशन दिली होती. म्हणे मला मजेशीर वाटलं की डॉक्टरांनी सांगितलं, की बाळाला तुम्ही दाल-खिचडी पण द्या आणि नंतर अ, अ, कमालीची बाब म्हणजे माझी मुलगी जन्मली ना, तर तिला पण इतकी अप्रतिम आवडते दाल-खिचडी. आणि ती मला म्हणत असते "मम्मा माझ्यासाठी दाल-खिचडी करशील का?" असं स्वीट आवाजात विचारते <chuckles> मला पण कुठेतरी
हो, हो, सांगा ना. बरोबर, बरोबर. हां. सगळं, हां. हं, हं. बरोबर. हं, हं. अच्छा. <chuckles> <chuckles> हो. अच्छा. <chuckles> मग तिला कोणाची आवडते, आईची, आजी का का पंजीची?

अच्छा, अच्छा. मग अ, असं आत्ता म्हणजे अ, रिसेंटमध्ये असं तुम्हाला कधी अ, असं काही अ, झालंय का की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं अ काहीच सुचत नव्हतं आणि ह्या कम्फर्ट फूडने कम्फर्ट दिला आहे, असं काही एक प्रसंग आहे का?
हो नक्कीच. अ, मी म्हणजे आजारी होते, म्हणजे मला ॲसिडिटीचा त्रास वगैरे खूप झाला होता त्यावेळी हां. हां, म्हणजे जागरण वगैरे किंवा त्यावेळेस म्हणजे चपाती खाणं म्हणा किंवा वांग्याची भाजी चरचरीत किंवा तिखट थोडक्यात
हो, ओ. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. हां, तिखट खायलाच जमत नाही ना, मग ॲसिडिटी झाल्यावरती. हो.
हां, हो, हो, मग ते खायला लागल्यामुळे माझी ॲसिडिटी अशी वाढली होती आणि मग मी अ, बरेचसे मोरावळा वगैरे असे घेऊन उपाय आयुर्वेदिक उपचार वगैरे करून ती कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पण अ, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आहारात बद बद बदल करत नाही किंवा तुमच्या झोपायच्या सवयी वगैरे बदलत नाही ना, तोपर्यंत ते जात नाही आणि आहार इतका महत्त्वाचा असतो ना, त्याच्यावर तुमचं सगळं ठरत असतं म्हणजे कुठली व्याधी होईल किंवा काय आजार होईल काही सांगता येत नाही. हां, म्हणजे म्हणजे अक्षरशः मला पित्ताचे खडे वगैरे झाले होते मध्यंतरी हां, म्हणजे ते स्पाइसी वगैरे खा खाल्ल्यामुळे कुठे पार्टीज अटेंड केल्यामुळे.
हं, हं. अच्छा, अच्छा. बरोबर, बरोबर. हो. बरोबर, हां. अरे, बापरे! आई गं! हं, हं, हं.
ते पिझ्झा म्हणतात ना
हो, हो, हो, हो, म्हणजे हल्ली तर अ, अ, फास्टफूडमध्ये कसं आहे ना, तब्येतीला काहीच अ, म्हणजे तुम्ही तब्येत कॉम्प्रोमाईज करतात. त्या तब्येती तब्येतीला जपायचं असेल, तर असं तुम्ही जे सांगितलं आहे तसलेच अ, अ, खरंच अ, जेवण त्याच प्रकारचे अ, जेवण आपल्याला पोटाला अ, स्ट्रेस फ्री करू शकतात खऱ्या अर्थाने.
पिझ्झा, बर्गर. हो. हो, नक्कीच. हो. हो. हो. नक्कीच मग अ, हे असं झालं माझ्या बाबतीत मग मला गरजेचंच होतं म्हणजे पोटाला आराम देणं आणि पोटार पोटाच्या ज्या आहार पद्धती आहेत ना, जेवायच्या, त्या थोडक्यात बदलणं. मग डॉक्टरांनी मला असा सल्ला दिला हलकं असं सुटसुटीत आहार घ्या, ज्याच्यातून मी
हं, हं. हां. बरोबर. मग त्यांनी असा काही स्पेसिफिक डाएट दिला होता का की तुम्ही हे, हे, हे खावा वगैरे?
हो, हो. हो, हो तुम्ही वरण-भात खावा असं सांगितलं होतं वरण ते पण मुगाचं वरण.
मग त्यात परत तुम्ही खुश झाला असाल कसं पण ते माझं कम्फर्ट फूडच आहे.
हां, हो. हो, हो, तुम्ही वरण-भात सुद्धा चालतो मला म्हणजे त्याच्यामध्ये खरं तुरीचं जास्त प्रमाण वापरू नका, मूग डाळीचं प्रमाण वापरा असं सांगितलं होतं. मग त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल केले लिंबू पिळा त्याच्यामध्ये, मीठ घाला आणि तूप थोडं घाला, असं सांगितलं होतं मग अ, तशाप्रमाणे मी सुरुवात केली हळू-हळू. मग वरण-भातानंतर त्यांनी भाकरीवर स्विच केलं. मग ते म्हणाले की चतकोर भाकरी खावा आणि त्याच्याबरोबर पालेभाजी
अच्छा. अच्छा. हं, हं, हं. अच्छा. हां, हां. अच्छा म्हणजे किती दिवसामध्ये स्विच केलं त्यांनी म्हणजे बऱ्याच काळानंतर तुम्हाला आराम थोडा तरी मिळाला असेल ना, भाताने?
हां हो. हो, हो, आठवड्याभरानंतर स्विच करायला सांगितलं, तर मग भाकरी चालू केली. मग गरम-गरम भाकरी म्हणा, पालेभाजी असं खायला सजेस्ट केलं त्यांनी.
अच्छा. मग भाकरी बरोबर असं काही सांगितलं होतं की काही खायचं का तुमचं ते झुणका वगैरे